संगीत आणि गाण्यांचा, आपल्या आयुष्यात एक खूपच वेगळ वेगळं महत्त्व आहे. तर आपलं जसं वय वाढतं, आपण जसं दशकांनी आपलं वय मोजतो, तेव्हा कधी-कधी असं होतं, की प्रत्येक दशकात, 1 कुठलं तरी गाणं असतं, जे आपल्यासाठी फार खास असतं, तर तुमच्या बाबतीत असं काही आहे का?
हो, नक्कीच आहे. आणि आपल्या भारतात तर क्रिकेट आणि बॉलिवूड, हे 2 इतके आवडते विषय आहेत आणि क क जणू काही आपलं आयुष्य अर्धवट आहे, त्या दोन्ही गोष्टींशिवाय. तर मी काही वेगळा नाही किंवा वंचित नाही राहिलोय. <chuckles> बॉलिवूडची गाणी माझ्याही कानावर पडली आहेत, लहानपणापासूनच. अशी भरपूर गाणी आहेत, खरचं पण काही गाणी नक्कीच आपल्या मनात कायम राहतात, असं मला वाटतं.
हो, ना. हो. <laughs> नक्की. हो, ना. अगदी बरोबर. आणि ह्याच्यात सगळ्यात महत्त्वाचा दशक जो असतो, तो म्हणजे आपला 1ला दशक असतो. आपण जेव्हा 10 वर्षांपर्यंत जेव्हा आपण वाढतो, तो जेव्हा तो दशक जो असतो, तेव्हा आपण फार निरागस असतो, आपल्याला जगाची इतकी समज नसते, तर त्यावेळेला असं कुठलं एक गाणं तुम्हाला आठवतं का? जे तुम्हाला खूप आवडायचं.
हो. म्हणजे माझा 1982 चा जन्म आहे. आणि 1995 मध्येच 3 वर्षाचा असतानाच राम तेरी गंगा मैली म्हणून हा पिक्चर आला होता. आणि मला आठवतंय मला म्हणजे त्यावेळेस मंदाकिनीचा डान्स म्हणा किंवा ती गाणी खूप जास्त फेमस झाली होती. अति जास्त फेमस झाली होती. तर उलटं माझ्या अ, वाढदिवसालाही ती सगळी गाणी प्ले केली जायची. कारण तेव्हा फक्त एक असा टेप रेकॉर्डर वगैरे होता. तर त्यातलंच एक गाणं ज्यावर मी नाचायचोही माझ्या वाढदिवसाला सगळ्यांना गोळा करून ते म्हणजे सुन साहिबा सुन प्यार की धुन.
हं. अच्छा! गाणी. हो, हो, हो. अगदीच. अरे वा! वा! वा! हां. अरे वा! वा! वा! कुठलं गाणं होतं ते? हो. खूपच सुंदर गाणं होतं ते.
हो. आणि म्हणजे तेव्हापासून ते आजपर्यंत कदाचित त्या स्टेप्स म्हणा की ते व्हिडिओ तर आहेच अ, वाढदिवसाचे, पण अ, एक असं माझी ओळख झाली आहे, ते गाणं सून साहेबा सून म्हणजे हा मुलगा असं घरचे ओळखतात मला. <chuckles>
अरे वाह! छान! छान! छान! आणि असं कुठलं कारण आहे ज्याच्यामुळे तुम्हाला हे गाणं आवडायचं? कारण आपण लहान होतो तेव्हा आणि एवढी तर समज नव्हती, पण अशी कुठलीतरी एक गोष्ट असेल ज्याच्यामुळे तुम्हाला ते गाणं आवडलं असेल?
मला असं वाटतं, तो पिक्चर जेव्हा मी पाहिला असेल, टीव्हीवरती पाहिला बहुतेक. आणि त्यात ते सगळं, हिमाचल प्रदेश, डोंगर, बर्फ या सगळ्या गोष्टी दाखवल्या होत्या. आणि मुळात लता मंगेशकर यांचा आवाज तर म्हणजे अगदी अ, देवासारखाच आहे. देवाचाच आवाज आहे अगदी. पण अ, त्या व्यतिरिक्त मला असं वाटतं, की तिनी जो काही डान्स केला होता मंदाकिनीने, तो काही म्हणजे, आज कळतं की फार असा परफेक्ट नव्हता, पण इतका सुंदर, इतका गोड आणि इतके सोप्पे स्टेप्स होते त्या डान्समध्ये की कदाचित त ते बघत बघता-बघता मलाही करावंसं वाटायचं. म मे बी ते कारण असेल, की मला ते गाणं खूप जास्त आवडायचं, नाचायलाही आणि गायलाही.
हो. देवाचाच आवाज आहे, देवासारखा नाही देवाचाच आवाज आहे. हं. हो. सहज होता. अरे वाह! वाह! वाह! चला, खूप छान! खूप छान! पण आता हा तुमच्या आयुष्यातला पहिला दशक होता. अ, पण आता तुम्ही मोठे होत गेलात, तर तुम्ही आणि बरेच अ, म्हणजे पडाव तुमच्या आयुष्यात आले. तुमची शाळा संपली, तुमचं कॉलेज स चालू झालं, ते संपलं. नंतर तुम्ही नोकरीला लागला, तुमचं लग्न झालं. तर या हे सगळे जे पडाव तुमच्या आयुष्यात आले, तेव्हा अशी कुठली वेगवेगळी गाणी होती का?
हो, हो. होती, म्हणजे
प्रत्येक पडावाबरोबर
अ अगदी. मी जेव्हा टिनयेजर होतो, तेव्हा मला आठवतंय, अं, श्रीदेवी खूप जास्त पॉप्युलर झाली होती, जस्ट आणि त्यांचं अ, करियर थोडंसं तेव्हा त्यांनी स्लो डाऊन केलं होतं, मला असं वाटत आहे. आणि एकोनीशे एक्याण्णव मध्ये ‘लम्हे’ नावाचा पिक्चर आला होता, जो
हो. हो. सगळ्यांनाच आवडायच्या. बहुतेक असेल. हो, हो, हो. खूप सुंदर पिक्चर होता.
हो. आणि असा वेगळा पिक्चर आहे आणि सगळ्यांनाचं आवडेल असा नाही, पटेल असा नाही. पण मला राजस्थान आणि ती वाळू, ती वाळवंट वगैरे, इतकं सगळं आवडलं होतं, वेगळंच काहीतरी. आणि मी नेहमी अ, माझ्या आई-वडिलांना म्हणायचो, की "मला श्रीदेवी आवडते, श्रीदेवीसारखी मला बहीण पाहिजे," असं मी म्हणायचो नेहमी. ते म्हणजे खूपच गोड अ, मोमेंट्स आणि ते दिवस होते. तर त्यातलं ते जे गाणं आहे, मोरनी बागां मां बोले, आधी रात मां तर
अरे वाह! अरे वा! हां. मी पण ऐकलय हे. खूपच सुंदर गाणं आहे, हे.
हो. म्हणजे इला अरुण पण आहेत अ, गायिका त्यात आणि लता मंगेशकर तर आहेतच. तर एकेक कडवी, एकेक श्रीदेवीचे स्टेप्स इतके बारीकीने मी पाहिले आहेत. बारीक लक्ष देण्याची माझी, म्हणजे लहानपणापासून जी सवय आहे, ती कदाचित ती गाणी बघून-बघूनच जास्त छान झाली, अजून शार्पन झाली आहे आज. तर टीव्हीवरती अनेक वेळा, जितक्या वेळा लागेल माझे तर वडील चिडायचे येऊन, की ‘अरे, बस! नको बघू तेच, तेच, तेच. तूही तसाच डान्स करायला लागशील.’ आणि मी केलाही डान्स बरं का! म्हणजे मोरनी बागां मां वरती मला आठवतं आहे. आम्ही खास पुण्याला आलो होतो, एका डान्स कॉम्पिटिशनसाठी. आणि त्यात मी घागरा-चोळी घालून, <chuckles> बहुतेक कितीस सा अ, थोडासा 11-12 वर्षांचा असेल तेव्हा, मी हा डान्स केला होता मोरनी बागां मां वरती. आणि मला दुसरं बक्षीस मिळालं होतं.
दोन्ही आहेत, बरोबर आहे. <chuckles> अरे बापरे, खूपच छान! अरे वाह! अरे बापरे! खूपच छान, खूप आणि अभिनंदन तुमचं. तर मला एक तर तुम्हाला संगीताची फार आवड आहे, गाण्यांची आवड आहे, हे तर मला समजतंय. त्याच्याबरोबर कुठे ना कुठेतरी तुम्हाला फिरायची आणि प्रवासाची पण आवड आहे, हे पण मला कुठेतरी कळायला लागलंय.
<chuckles> थॅंक यू. हो, 100% अगदी बरोबर ओळखलं.
हो ना, तर आता 2 पडाव तुमच्या आयुष्यातले आपण पाहिले. त्याच्यानंतर तुम्ही प्रेमात जेव्हा पहिल्यांदा पडला असाल तेव्हा असं कुठलं गाणं होतं, जे म्हणजे तुम्ही सारखं ऐकायचा, तुम्हाला खूप आवडायचं.
अ, हो म्हणजे अ, 20शीत मी प्रेमात नाही पडलो, 20शीत बऱ्याच अशा, दुर्घटना घडल्या माझ्या आयुष्यात. अ, प्रेमाच्या बाबतीत म्हणा किंवा म्हणजे लग्नाच्या बाबतीतही. पण अर्थातच मला आठवतंय, मी 22 वर्षाचा होतो, अ, तेव्हा दोन हजार चारमध्ये ना, वीर झारा पिक्चर आला होता.
अरे बापरे! अच्छा. हो, शाहरुख खान ह होते ना त्याच्यात?
तर त्यातलं हो, हो. शाहरुख खान, प्रीटी झिंटा आणि ही राणी मुखर्जी. तर त्यातलं जे गाणं आहे ना, ये हम आ गए है कहाँ. ते पण एक आहे आणि जाने क्यों खाबों का मौसम है और मैं हूँ. ते गाणं हो, हो. लता दीदींनीच गायलंय आणि ते ऑडिओमध्ये आहे फक्त व्हिडिओमध्ये कुठेच नाही आहे. म्हणजे पिक्चरमध्ये कुठंच नाही आहे. इतकं सुंदर गाणं आहे ना, अ, त्या गाण्यावरतीही मला आठवते मी म्हणजे खूप उशिरा TikTok व्हिडिओ बनवला होता. पण असं एकदम माझ्या कोरलं गेलंय मनात, ते गाणं इतकं सुंदर गाणं आहे.
राणी मुखर्जी, हो. हे पण लता दीदींनीच गायलेत ना, गाणी? हां. हो. अरे वाह! पिक्चरमध्ये नाही आहे. अरे वाह! खूपच छान खूप आणि तुमची आवड खरंच खूप सुंदर आहे गाण्यांमध्ये हे पण मला कळून येतंय तुमच्याशी बोलताना. तर अ, नंतर जेव्हा तुम्ही नोकरी करणं चालू केलं कारण हे सगळं तर आपण फार म्हणजे आपलं मन जरा शांत असतं, पण जेव्हा आपण नोकरी करतो, आपल्यावर पैसे कमवायचा वगैरे ताण येतो, तेव्हा तुमची आवड थोडीफार बदलली का हो गाण्यांची? या पडावात तुमचं असं कुठलं गाणं होतं जे तुम्हाला आवडायचं?
<laughs> <inhales> अ, खरं म्हणजे ना अ, मी माझी प्लेलिस्ट तशीच ठेवली आहे. म्हणजे जी जन्मापासून कदाचित गोळा करत आलोय मी गाणी 1980-1990 या दशकांमध्ये. अजून माझी प्लेलिस्ट तशीच आहे. काही जण मला म्हणजे तरुण मुलं जेव्हा भेटतात उंम, उंम, मैत्रीसाठी वगैरे तर म्हणतात "अरे अपग्रेड कर तुझ्या प्लेलिस्टला." तर मी म्हणतो त्यांना "म्हणजे डाउनग्रेड कर असं म्हणताय का तुम्ही? नाही करणार." <chuckles>
अरे वाह! हो. हो. हो, ना. नाही आपली आवड. हो.
तीच गाणी जी होती, तीच-तीच पाहिजेत मला शेवटच्या श्वासापर्यंत मला तीच गाणी ऐकत राहायचं आहे. तर, म्हणजे अर्थातच, खूप काही गाणी आली तेव्हाही आणि मला आठवतंय 1 गाणं एकदम मला जे ठळक समोर आलं होतं ते म्हणजे, चलते चलते हा एक खूप जुना पिक्चर आहे ना 1900 अ, कधीबर 67 पिक्चर आहे वाटतं. तर त्यात त्यातला 1 नाही-नाही हा नवीन पण जुना 1 आहे चलते चलते. त्यात सिमी गरेवाल आहेत बहुतेक. तर त्यातलं 1 गाणं आहे लता मंगेशकर यांचंच. प्यार में कभी कभी ऐसा हो जाता है, छोटी सी बात का फसाना बन जाता है.
हो. हां, ते नेमकं नाही लक्षात मला. पण शाहरुख खानचाच पिक्चर आहे एवढं मला माहिती आहे. अच्छा जुना सॉरी, हां, सांगा. हां. गाणं मी ऐकलंय. पिक्चर एवढ्या लक्षात नव्हता, पण गाणं हे मी ऐकलंय नक्की.
हो. हो, आणि ते दोघं हीरो-हिरोईन अ, त्यांची नावंही माहिती नाहीत मला बहुतेक हीरो ते देवानंद यांचे भाऊ होते, अ, इफ आय एम नॉट रॉंग पण मग, हे दोघंही इतके असे लहान मुलांसारखे पळतायेत त्या रोडवरती, तो तिला छेडतोय, ती त्याला छेडत असते, त्याला मारत असते, त्याची टोपी उडवत असते, तर ती अशी नोक-झोक जी आहे ना दोघांची, ती मला इतकी जास्त आवडली आणि म्हणजे त्याच वेळेस माझ्या लाईफमध्ये माझ्या थोडंसं प्रेमाची एक एरिया जो असतो आपल्या लाईफचा त्यात थोडीशी गडबड होत होती, त्यामुळे त्यावेळेस मला ते गाणं जरा अधिकच आवडत होतं. म्हणजे हे 20शी तल सांगतोय मी.
अच्छा. हो. हो. अरे बापरे. हो, हो. खूपच छान. तुमच्या प्लेलिस्टबद्दल तर तुम्ही मला अगोदरच सांगितलंय, की तुमची प्लेलिस्ट त तयार आहे. तुम्ही जी गाणी ऐकता, तीच ऐकता. आणि खूप चांगली गोष्ट आहे ही. माणसांनी आपलं आपलेपणा कधी बदलावा नाही, लोकांसाठी. तर ती प्लेलिस्ट आता अजून वाढायची काही शक्यता आहे? का आता ती वाढणं थांबली आहे? काय वाटतं तुम्हाला?
<chuckles> अ, गंमत अशी आहे ना, की अ, ती प्लेलिस्ट जी वाढती आहे, वाढती आहे, नक्कीच. पण नवीन गाण्यांनी नाही. जुनी काही अनोळखी, दुर्मिळ गाणी आहेत, लता मंगेशकर यांचीच. ती अचानक माझ्या आयुष्यात यायला लागली आहेत. आणि अ, म्हणजे TikTokला थँक्यू मी म्हणेन, धन्यवाद करीन, की इतकी सारी गाणी मला कळली, म्हणजे त्यातलं एक आहे, अपनी प्रेम कहानियाँ माहिती आहे का तुम्हाला?
हो. जुनीच गाणी का? छान. <chuckles> हो, मी ऐकलंय, बहुतेक ऐकलंय मी हे.
ओके. ते अ, हाय शर्माऊ किसी-किसी को बताऊ, ऐसे कैसे मैं सुनाऊं सबको ते गाणं. म्हणजे ते तर अगदी डान्सेबलच गाणं आहे, म्हणून मला आवडतं आणि त्याचबरोबर अजून एक अ, जे, म्हणजे आत्ताच माझ्या 40शीत मी गातोय गाणं आणि छान आहे गाणं ते अत्यंत सुंदर 1900 अ, 67चाच पिक्चर आहे, पत्थर के सनम, त्यातलं गाणं आहे ते. कोई नहीं है, फिर भी है मुझको, क्या जाने किसका इंतजार वहिदा रहमान यांचं गाणं आहे.
हां, ऐकलंय. हां. हो. अरे! हां. हे पण बहुतेक ऐकलंय. हो, हो. बहुतेक ऐकलंय मी. आहे.
हो. तर ते तर गाणं माझ्या म्हणजे Instagramच्याही मी प्रोफाइलमध्ये असं लिंक करून ठेवलंय, ते कोणीही प्ले केलं, तर तेच गाणं ऐकू येईल तुम्हाला.
अरे वाह! वाह! वाह! तर आता हे माझा पुढचा प्रश्न हाच होता, की तुम्ही तुमच्या Instagram प्रोफाईलवर लावलंय. बरीच लोकं इत आपल्या फोनचे कॉलर ट्यून ठरवतात अशा गाण्यांनी जे त्यांना आवडतात. तर तुम्ही तर अ, बहुतेक अ, सहमत असाल, या गोष्टीबद्दल की असं करावं? पण खरंच आवश्यकता असते का? की आपल्याला कुठलं गाणं जर आवडलं, ते प्रत्येकाने ऐकलंच पाहिजे, असा आग्रह करणं बरोबर आहे का तुमच्या मते?
अ आग्रह नाही करणार मी सुचवीन नक्कीच. पण अ, म्हणजे आजच्या तरुण पिढीला ती ऐकवणं अवघड आहे. पण माझ्या घरच्यांना मी नक्कीच अ, आग्रह केला आहे. आणि त्यांना अ, सुदैवाने म्हणू का, दुर्दैवाने माहिती नाही. म्हणजे माधुरी दीक्षितचा मी बराच मोठा फॅन आहे, तर त्यांची सगळी गाणी माझ्या आईला पाठ झाली आहेत आता. ती मार डाला पण मी लावलं कधी, प्ले केलं, तर त्याची कडवी ती गुणगुणत स्वयंपाक करत असते कधी-कधी, असं होऊन गेलंय. पण आपण जवळच्यांना आग्रह करतो, पण अ, दूरच्यांना मला असं वाटतं, सुचवायला काहीच हरकत नाही. कारण अ, त्यांना ही ओळख झाली पाहिजे. आणि हे रिमेक जे येतात, त्यामुळेही त्यांना कळतात आणि म्हणजे माहिती होते, की अच्छा ही जुनीच गाणी आहेत, जीक छान होती एकेकाळी.
हो. दोन <laughs> अरे वाह! हां. हां. खूपच छान. खूप, खूप छान. -नक्कीच-नक्कीच. आणि तुम्ही काय सुचवाल म्हणजे बरीच लोकं असतात ते म्हणतात की "आम्ही इतके आमचं आयुष्य इतकं दगदगीचं असतं. आम्हाला वेळच मिळत नाही गाणी ऐकायला का काय करायला" अशा लोकांना तुम्ही काय सुचवू इच्छिता? की गाण्यांचं काय महत्त्व असतं आपल्या आयुष्यात? कसं करावं त्यांनी?
अ, अनिल कपूर यांचाच डायलॉग आहे. 'तेजाब' पिक्चर मधला, की "वक्त होता नही, निकालना पडता आहे."
अरे बाप रे! हां.
म्हणजे तुम्हाला जर, आयुष्याबद्दल आवड असेल, आयुष्य जगण्याची एक अ, आवड असेल, आयुष्याबद्दल प्रेम असेल, स्वतःवर प्रेम असेल, तर तुम्ही आपोआप वेळ काढाल आणि जे आवडतं ते कराल, त्यातला एक सर्वात महत्त्वाचा भाग असतो म्युझिक किंवा संगीत. आणि बॉलिवूडचच संगीत असलं पाहिजे असं काही नाही. म्हणजे तीच गाणी ऐकली पाहिजेत असं काही नाही. कोणतीही गाणी जी तुम्हाला आवडतात म्हणजे, मला एक मराठी अत्यंत अभंग आहे बहुतेक तो 'अवचिता परिमळू'. तो अत्यंत आवडतो म्हणजे मी कोणत्याही मूडमध्ये असलो कितीही खराब मी असा एकदम उडून उडायला लागतो मी माझ्या आयुष्यात इतका सुंदर आहे ते गाणं.
प्रेम असेल. संगीत. हो, मी ऐकलंय. खूपच छान! तर शेवटचा 1 प्रश्न मी तुम्हाला थोडक्यात विचारतो, की तुम्हाला प्रवासाची आवड आहे, तुम्हाला गा अ, नाचायची आवड आहे, तुमचा आवाजही खूप गोड आहे, तर तुम्ही रेग्युलरली गाता का? म्हणजे असे कुठले पॉडकास्ट वगैरे करता तुम्ही?
नाही-नाही. नाही गात नाही, म्हणजे अ, बाथरूम सिंगर नसेन मी कदाचित बेडरूम सिंगर असेन पण अ, म्हणजे आवाज थोडासा चांगला आहे, पण मी शिकलो वगैरे नाही आहे. सूर अगदी काही तेवढे छान नाही आहेत. पण आवड आहे, त्यामुळे ते निघून येतं आपोआप. बहुतेक.
अच्छा! <chuckles> नक्कीच-नक्कीच. तर अ, खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. तुम्ही खूप छान अ, उदाहरणं दिलीत आपल्या आयुष्यातली उदाहरणं दिलीत आणि मुख्य म्हणजे तुमचा एवढा वेळ तुम्ही मला दिलात, त्याच्यासाठी तुमचे फार-फार आभार. धन्यवाद तुमचे.
धन्यवाद. मलाही छान वाटलं तुमच्याबरोबर संवाद साधून.